आईला सांगायचा प्रयत्न केला, पण आई अशी एक सीरियस व्यक्ती आहे, जिला हा जोक कधीच नाही कळणार. कारण तिथं आम्ही म्हणजे त्या एका सेम फ्रिक्वेन्सीमध्ये आम्ही तिघं जण होतो ना, तर अ, आई कदाचित अ, म्हणजे कोप अप नाही करू शकली आमच्या ह्या विनोदाबरोबर, तर तिला काय झालं हा "त्यात काय एवढं तो थोडासा अ, इकडे-तिकडे शब्द झाले, त्याला थंडी वाजत होती लेकराला, मग तुम्ही त्याला का असं हसता?" ती तिची बाजू ती तिच्या मुलाची बाजू घेऊन बोलत होती. मग आम्ही तिला सांगायचं बंदच केलं. पण आम्ही तिघंही नंतर बसून एकत्र बसून चहा प्यायचा प्रयत्न केला पण नाही, होतंच नाही आमच्याकडून.
अच्छा. हो. <chuckles> <chuckles> हां. अच्छा. ते आजपर्यंत नाही झालं.

हां.
तर माझ्या भावाला ते बोलता येत नव्हतं स्पष्ट आणि त्याला तो मेसेज बहिणीला पास करायचा होता. तर त्यानं असं बोलला की अं, "पकात कप आणि बशी घेऊन या." हं. आणि हे शब्द जे आहेत ना, त्याला तो कपातली बशी, कप-बशी घेऊन या, असं त्याला बोलायचं होतं आणि तो पकातली कप असं तो बोलला. आणि मी आणि माझ्या बहिणीनं हे एकत्र ऐकलं आणि आम्ही जे हसायला सुरू केलं, ते खूपच वेळा हसत होतो आणि तिघांनाही म्हणजे मला, माझ्या बहिणीला आणि भावाला तिघांनाही तो जो विनोद आहे, तो इतका असा डोक्यात फिट बसला होता की सुचतच नव्हता आणि आम्ही हसतच बसलो. आईला कळत नव्हतं की "असं काय झालं ह्यांच्यामध्ये?" आणि बरं आईनं त्यावेळेला चहा दिला आणि पूर्वी कसं असायचं ना की अ, बशीत ओतून आपण चहा घ्यायचो ना. आणि <chuckles> माझा भाऊ बशीत आहे ना चहा ओतला आणि तो पिणार इतक्यात आम्ही दोघांनीही त्याच्याकडे कटाक्ष दिला आणि तो त्याला तो चहा सुद्धा पिता नाही आला आणि तो असा फुर्रकन चहा बाहेर आणि आम्ही जे हसत होतो आणि इतका त्याचा इम्पॅक्ट आमच्या मेंदूवरती आहे की अजूनही आम्ही तिघंही एकत्र चहा पीत नाही. आणि विशेषतः अ, बशीमध्ये तर नाहीच नाही पीत एकमेकांच्या समोर, कारण आम्ही आलो ना एकत्र तर नक्की हमखास या विनोदाची आठवण होते आणि अ, खूप हसायला येतं, खूप हसायला येतं. तर इतकी सुंदर ही आठवण आहे अ, एका वेगळ्याच अ, ऑरामध्ये ती घेऊन जाते अशी आठवण आहे ही.
अच्छा. <laughs> हां. हं. <chuckles> <chuckles> हो ना. वाह! <chuckles> हां. हं. हो. ना. हां. <chuckles> <laughs> हां. <chuckles> हां. हो ना. वाह! म्हणजे ऐकून मलाही हसू आलं. म्हणजे तुम्ही तिथे तो क्षणात असाल, तर तेव्हा किती तुमचं हसू फुटलं असेल.
हो. हसलं होतं आम्ही आणि लिटरली म्हणजे त्यावेळेला चूल असायची ना आणि आईनं असं विस्तवाचं दांडकं काढलं होतं. ती चिडली होती आमच्यावरती तिघं पण काय फिदीफिदी हसत बसलेत असं. <laughs> आणि त्यावेळेला अ, शेतात जायला लागायचं आईला आणि तिला बिचारीला उशीर झालेला आणि आम्ही असली मस्ती करत बसलो होतो. तर हे असं काहीतरी अ, खूपच छान न नकळत अ, अचानकपणे झालेला हा विनोद जो आत्तापर्यंत आमच्या आयुष्यामध्ये तसाच ताजा आणि तो जिवंत आहे. त्याचं छान वाटतं ही गोष्ट.
हं, हं. बाबा! <chuckles> वाह! हं, हं. वाह! हो ना, मग नंतर तुम्ही आईला सांगितलं का की काय झालं होतं?
हो.